आता बघा ना आपल्याला राहायला तर समाजातच लागतं आणि लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं. सगळीकडे आपल्याला हो, हो म्हणणं जमत नाही. बऱ्याच ठिकाणी आपल्याला नकारही द्यायला लागतो. तेव्हा नकार दे तुम्ही जेव्हा कोणाला देता. तर तुमच्या मनात कुठली भीती येते का हो, की समोरचा माणूस चिडेल वगैरे असं काही होतं का?
<laughs> अरे यार! म्हणजे अं, म मला असं वाटतं ना, की जेव्हा तुम्ही नकार दिला कोणाला. क कुठल्याही कामाच्याबद्दल, या काहीही दिलं नकारमध्ये. तर असं वाटतं समोरच्याला, की तो आपला खून करून टाकणार आहे.
हं. हो ना.
<chuckles> पहा काय असतं ना, की अ, भीती सर्वांना वाटते, डर सबको लगता है और डर के आगे जीत है असं. तर अ, मी तुम्हाला म्हणतो, मी घरात घरात सर्वात छोटा आहे. तर मला घराचे कामं, मग कोणीतरी बाहेरचं कोणी सांगितलं. मग काही सांगितलं. असं सुरु असतो. तर आणि मी कधी नाही, नाही म्हणलो. तर मला असं वाटायचं लोकं माझा गैरफायदा उचलत आहेत, माझा नाही न बोलण्याचा आणि मी हो, हो करतो म्हणून. तर मग मला थोडीफार भीती वाटायची, की "अरे यार! मी नाही बोललो तर त्यांना काय वाटेल?" पण ना जेव्हा तुम्ही एकदा कोणाला नाही म्हणाले ना, तर तुम्हाला सवय होते.
हो. नक्कीच हो. हो ना. हो.
आणि मग मी असं नाही म्हणत आहे की सवय हो तर तुम्ही उगाच नाही म्हणून द्या. कामं असेल, गरजची कोणाची गरज असेल, कोणाला नाही कर जमतं आहेत, तर तुम्ही त्याची हेल्प करा, त्याला सांगा, की कसं काय करू शकतात, काय कामं होतात. तर अ, ते करायला पाहिजे. पण अगर कोणी तुमचा गैरफायदा उचलून घेतोय, तो स्वतः पण ती कामं करू शकतो, त्यांची मुलं करू शकतात. मी तुम्हाला सांगतो, एकदा काय झालं होतं ना, आह माझ्या घराच्या जवळून एक काकू राहायचे. आणि त्यांची 1 नाही, 3 मुलं होती. 2 मुली आणि 1 मुलगा. एक मुलगा जो होता तो माझ्याहून 3 वर्ष मोठा होता. आणि 2 मुली ट्विन्स होत्या माझ्याबरोबरच्या.
हो, हो, हो. हो. हो.
तर अ, ते त्यांच्या तिघां मुलांना कामं नाही सांगायची आणि मला सांगायची, की "ते कंट्रोल वरनं सामान घेऊन येतो का? आणि मग त्याच्यानंतर "भाजीपालाचं थोडंसं अ, ते आणून देतो का?" मग "ते काकूकडनं सामान आणायचं आहे, ते काकूकडनं पापड आणून देतो का?"" ते ते थोडंफार ना, अ, म्हणजे माझा अ, छानपणाचा ना, असा गैरफायदा उचलत होते. तर मला असं वाटलं, हा थोडासा चुकीचा निर्णय आहे. आणि माझं त्यामुळे काय माझी आई एवढं नव्हतं काम सांगत, जेवढी काकू सांगत होती. आणि मग माझा अभ्यास असतो. मी एकदा त्यांना म्हणाला, की "काकू माझा ना, अभ्यास आहे, मा तर मी थोड्याफार थोड्या वेळान" "अरे! ते काय अभ्यास तर चालत असतो ना. ते काकूकडे जाऊन आहे ना, ते माझा पापड बनवायची आणि ती पापड खार नेमकी संपली आहे"
<chuckles> विचित्र वाटतं. हं. नक्कीच. <chuckles> <chuckles> हो.
तर त्याच क्षणी मला वाटलं की आपण ज्यांच्यासाठी करतो, त्यांना आपल्या टाईमाची कदर नाही, तर आपण मतलब जास्त फ्री होतो त्यांच्यासाठी.
नक्कीच.
तर मग मी एकच एकदा म्हणालो, की "हे काम माझ्याशी नाही होणार, मला कामं आहेत दुसरी." आणि नेमकं तर काय त्यांनी खूप असं वाद घातला. माझ्या आईला बोलावून घेतले, की "मी ह्याला काम सांगतेय, करत नाही, असं नाही करत, तसं नाही करत."
किती मस्ती आलीये बघा वगैरे, असं. <chuckles>
हां, हां, हां. अरे खूप. खूप काही म्हणाली. माझ्या आईने मला बघितलं आणि मला फक्त एवढं विचारलं, "तुला कामं नाही करायची का ह्यांची?" म्हंटलं, "नाही करायची. माझा माझा अभ्यास बुडतो आणि जेव्हा पण मी ह्यांची कामं करायला जातो, मला 1 तासाचा 2 तास होतात, मला समजत नाही, मग मी हेच करत बसू का? यांच्याकडे 3-3 मुलं, त्यांच्याशी तर करवत नाही, ते अभ्यासात असतात." आणि नेमकं काय, त्या अं, त्या मोठ्या भाव मुलाने ऐकलं आणि तो मला असं उलट-सुलट बोलायला आला. तर अ, आह, मला असं वाटतं, की अ, तेव्हा मला तोल सावरायचाच नव्हता. मी तोल सावरला नव्हता तसा.
हो. हं. हं. अरे वाह! हो ना.
तर त्यांनी उलट-सुलट बोललं. तर माझी आई बोलली, "बाळा." तर तो माझ्या आईला असं हात दाखवतो आणि बोलतो, "थांबा, मी तुमच्याशी बोलत नाही, तुमच्या मुलाशी बोलतोय." माझा दादा आहे ना, मोठा दादा, तो कोणाच्या भानगडीत पडत नाही, पण जेव्हा कोणी आईला तसा प्रतिसाद देतो ना, असं उलट-सुलट बोलला, तर माझा दादा आला खाली उतरून, तो न तो माझ्याहून 5-6 वर्ष मोठा आहे. तर बॅट आणली होती त्यांनी हातामध्ये, मग बॅट दाखवली की
हां, हां, हां. हां. हो, हो, हो. हं, हं, हं. <laughs>
हवे ही, अ, जास्त होतं तुझं, जास्त माज आलाय तुला आणि तो मतलब तो कोणाचं घेण्या-देण्या नसतो फक्त अभ्यासामध्ये लागला असतो तो त्याच्या. तर त्याने फक्त बॅट दाखवली आणि तो मुलगा एवढा घाबरला ना तो पटकन आपल्या घरामध्ये गेला आणि ती काकूला पण दादांनी क्लिअर सांगितलं, की आजच्या नंतर तो तुमची कामं करणार नाही. त्याला त्याची इच्छा होती तो करायचा आता त्याची इच्छा नाही. आम्ही कधी त्याला सांगितलं नाही आणि आम्ही पुढे सांगणार आहे त्याला. तर तुमचं इथे संपलंय. तर त्या क्षणी मला असं वाटलं, की अगर माझा दादा असं स्ट्रेट बोलू शकतो, तर मी काय नाही बोलू शकत. आपल्याला पण नाही म्हणता यायला पाहिजे आणि नो मीन्स नो असतं आणि ज्या ज्या व्यक्तींनी शिकलं ना नाही म्हणणं त्याचं जीवन उद्धार होतो आणि त्या खरंच मी म्हणतो तुम्हाला खूप काही लोकं आहे आणि मी स्वतः एक्सपिरियन्सनं आलेलो आहे. मी सर्वांना होकार द्यायचा आणि आज मी नाही म्हणतो ना, मी लोकांसाठी वाईट झालं पण मी स्वतःसाठी खूप छान झालेलो आहे. माझ्याकडे स्वतःसाठी टाईम असतो, कामं असतात मी करून घेतो. तर नकार देताना तुम्हाला भ भले ही भीती वाटत असेल, पण ती भीती दूर केली ना, तर तुमचं खूप छान होतं.
आता बोल? हां. हां. हो ना. नाही आहे. हो. नक्कीच हो. नो मीन्स नो. नक्कीच. नक्कीच. आणि अशा वेळेला नाती काय सांभाळायची, अशी क नाती कुठल्या कामाची म्हणजे नाही का उगीचच आपल्याला त्रास होतो, घरच्यांना त्रास होतो. मग काय जपायची अशी नाती हे पण बरोबरच आहे.
अगदी ना? मग काय गरजच नाही ती आणि कोणची तुम्ही माझे खरं कोणीतरी आहेत. जवळपास राहतात आम्ही आज इथे, काल उद्या तिथे असणार. आम्ही थोडं ना ते गावामध्ये राहणारे पुरण नय तर मग त्या हिशोबाने आम्ही त्यांच्याशी ते घेतलं आणि मग त्या नंक नंतर त्यांनी कधी वाद साधलाच नाही आमच्याशी.
हां. नक्कीच. नक्कीच. तर चांगलं हे बघा छान बोललात तुम्ही, पण एक जर तुम्ही पाहिलं असेल ना, एक खूप असा प्रसंग येतो नाही नकार देण्याचा. काही लोकांना खूप वाईट सवय असते लोकांकडे पैसे मागायची. त्यांना सवयच असते. म्हणजे ते आळशी असतात, का आपले खर्च नीट सांभाळत नाहीत पण सारखे कायम येऊन पैसे उसने मागतच राहतात. तर त्यांना कसं नाही म्हणता तुम्ही? का हो म्हणता? <chuckles>
<chuckles> मी तर स्पष्ट नाही म्हणून देतो. माझं थोडंसं अ, मी स्वतःला असं अ, जाणीव करून दिली लोकांना, की मी थोडासा स्पष्टवादी वक्ता आहे. आणि त्यामुळे मी कोणाचं ऐकून घेत नाही जास्त. त थोडाफार तर काय जास्तच कोणाचं काहीच नाही ऐकून घेत मी. आणि मग तुम्हाला सांगतो, माझ्याबरोबर काय झालं होतं, एकदा माझ्या मित्राने माझ्याशी पैसे घेतले होते.
हो ना. हो.
माझी नवी-नवी जॉब होती आणि त्याच्यानंतर त्यांनी मला फोन लावला, "अरे भाऊ! माझ्याबरोबर थोडासा त्रास झालेला आहे. माझी आईची तब्येत बरी नाही." तर मी म्हटलं ठीक आहे चाल घेऊन घे. त्याने 3000 3 अ, 3000 फक्त, असं म्हणू शकतो. आजच्या काळामध्ये 3000 काही जास्त फार नाहीये. आणि जेव्हा. मा हां, आहे. पण जेव्हा माझी सॅलरी छान आहे तर मला एवढं फार क नाही ठीक आहे. 1 महिना झाला, 2 महिने झाले. त्यांनी काही खासकर दिलं नाही. मग सांगितलं नाही. मग आणि मी विसरणार होतो पण त्या त्याच क्षणी ना माझ्या बायकोने माझं ते ब बघितलं अकाउंट स्टेटमेंट वगैरे, ती सीए आहे. तर तिने काय पूर्ण अ हां पूर्ण चार्ट घेतला आणि ते पूर्ण सांगितलं की, "अरे! या मित्राला नेमके एवढे पैसे दिले, मग हे कधी आले तर नाही." म्हटलं, "अरे यार मी विसरून गेलो. असंच विसरतो ना म्हणून मी संप तुझी अकाउंट टॅली करत असते. कुठे गेला पैसा? काय करतो तू?" ताकी ती तर म्हणून बघते का, की मी सिगारेट-बिगरेट तर नाही पियत. आणि ते मग ते म्हणून ती बघत असते. तर मी अ, त्या मित्राला फोन लावला, म्हणाला, "भाऊ आईची तब्येत कशी आहे? पैसे नाही मागितले. आईची तब्येत कशी आहे? बोले यार, "आता तर बरी आहे." मग हां, नाही तो आत्ता ते नाही म्हणाला. तो म्हणाला, "आईला काय झालं होतं?" अरे! तेव्हा तुम्ही पैसे घेतले होते. तू म्हणाला तर आईची तब्येत बरी नाही आणि फक्त थोडेफार पैसे हवे आहेत. बोले, हां, हां, हां. आईची तब्येत," तर मला थोडंसं असं वाटलं, तर मग नेमकं आता ना जेव्हा आपला आतमधला जग्गा जासूस तैयार होतो ना, तेव्हा आपण त्याला साथ द्यायची आणि पुढे जायचं. तर मग मी गेला त्याच्या घरी आणि त्याच्या आईला विचारलं, कसं काय काकू काय म्हणतात? बोले "छान आहे मी." म्हणलं तुमची तब्येत वगैरे छान आहे ना? हा मला काय होणार आहे एकदम टणटण. त्यांच्या बोलण्याशी असं नाही झालं, की त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांची तब्येत खराब होती. मी विचारून नाही घेतलं का, की मुलाचं काय जास्त ते नाही व्हायला पाहिजे त्यांच्यासमोर. तर मग त्यांच्याशी म्हणला, "अर हा कुठे गेलाय?" ते म्हणाले, "आता हिंडत असेल मित्रांबरोबर आजकाल जुवाबुवा खेळायला लागलाय हा." अच्छा! वाह यार मस्त पैकी काम सुरू ह्याचा तर. ते बोलले, "हो मग मुलं येतात आमच्या घरी, की पैसा नाही दिला." तर याचे वडील बिचारे खूप त्रासलेले असतात. मला अच्छा चालेल म्हणलं चला भेटूया आपण. तर मग मी मस्तपैकी बाहेर निघाला तर मस्त अ, आमच्याकडे ती होती अं, काय म्हणतात त्याला अं, अशी चौपालटाय सारखी बनलेली होती चौपाल सारखी. तिथे मस्त त्यांचे पत्ते चालले होते. म्हणलं, काय म्हणता तुम्ही बढिया? बोलले, "अरे आज तर भावा आला. ये-ये, बस-बस आपण खेळूया." म्हणलं, नाही मला नको. मी फक्त एवढं विचारायला आलो. माझे 3000 कुठे? तर तो म्हणाला, की "अरे अ, ते तर आईच्या तब्येतीमध्ये लागले होते. आता मी देतो तुला नंतर." तर त्यांनी असं थोडंसं मला कॅज्युअली टाळून दिलं पण लोकांच्या समोर मी काही जास्त बोललो नाही त्याला. आणि मग मी घरी आलो अ, पण मला कुठं ना कुठं रूपामध्ये होतो की यार ह्यानी माझा पैशाचा गैरवापर केलेला आहे. मी मागायला आता जाणार तर नाही पण आता नेमकं दुसऱ्याला कधी पैसे नाही देणार. मग जोपर्यंत आज माझ्याशी कोणी पैसे मागतं, तर माझं असं असतं, पहिलं तर हे असतं की माझ्यासाठी तुला पै म माझ्याकडे एवढे पैसे नाही की मी तुला देऊ.
हं, हं, हं. हो ना. तरी आहेत. हां. <chuckles> अकाउंट स्टेटमेंट हां. हो. अरे वा! हं. हो, हो, हो. <laughs> हां. हं. हं. हो ना. हं. हं, हं हो, हो, हो. हं. हं, हं. हं. अरे बापरे! हो, हो, हो. अरे बाप रे! मोटरसायकल? हां, हां, हां. हो, हो. हो, हो, हो. हं. हां. हं. हं. नक्कीच. नक्कीच. तोच प्रसंग लक्षात येतो. हो ना.
आणि त्या एकदा माझ्या मित्राने अजून फोन लावला होता. दुसरा मित्र होता तो ऑफिसचाच होता.
नाही, पण अशाला एक गोष्ट सांगता का आता हे तुम्ही खूप छान तुम्हाला शिकवण मिळाली नाही का, की आर्थिक जे व्यवहार आहेत त्याच्यावर जरा कंट्रोल ठेवावाच. आता शहरात आपण हे सगळं पाळतो हो, पण गावात असं म्हणतात नाही का, गावात एक प्रकारची जवळीक असते, तिथे म्हणजे मदत करायलाच लागते एक दुसऱ्याची, तर असं म्हणजे तुम्ही असं ऐकलंय का हो? म्हणजे नाही का असं गावात खूप म्हणजे अनपेक्षित कोणाच्या घरी लग्न असलं वगैरे, तर सगळ्या गावांनीच मदत करावी अशी पद्धत असते. तर काय वा काय होतं म्हणजे तिथल्या लोकांनी काय करावं? किंवा कुठे आपली आयपत जपावी, काय वाटतं तुम्हाला?
हं. पहा अ, अ, प्लेनमध्ये ना, एक अ, म्हण आहे. की कोणाची मदत करण्याच्या ऐवजी सर्वात पहिले आपला ऑक्सिजन मास्क लावून घ्या.
हं. नक्कीच.
तर अगर तुमच्याकडे तुमच्या ऑक्सिजन मास्क लावण्याचे पैसे नाही, तर मग तुम्ही दुसऱ्याला कसे देणार? तर मग कोणाला वाईट वाटे या छान वाटे त्याच्यावर मना करा आणि पुढे वाढा. का की जोपर्यंत आपण मना नाही करणार लोकं आपला फायदा उचलतील आणि ह्याच्याबद्दल माझ्याहून जास्त छान ऐवजी कोणी अ, ओळखू नाही शकत. माझ्या बाबांनी आमची पूर्ण जमीन अ, आमच्या मोठ्या काकाच्या नावावर केली होती कारण की त्यांना नाही, म्हणता नाही आलं, की "नाही भैय्या, नको माझं माझं मुलं-बाळ आहे." त्यांनी पूर्ण त्यांना दिली आणि मस्तपैकी आम्ही, अ, अशा छोट्याश्या घरामध्ये आलो. मग माझे बाबा काम करायला लागले आणि मग ते त्रास सुरु झालेले होते. पण आज असं आहे की आम्ही लोकं छान झालोय. आमच्या काकांना त्रास आहे, तर पण ठीक आहे ना.
नक्कीच. हो ना. अरे बापरे! हं, हं. शहरामध्ये हो. ठीक आहे. बरो
हां, हां, असं असतं. स्वतःनी अगर अ, स्वीकार करून घेतला की मला नाही म्हणता येतं, तर मग कोण कोणीही यातलं कुठल्याही रूपामध्ये असतं तुम्ही त्याच त्याला सांभाळू शकता. पण अगर तुम्हाला असं वाटतंय की "अरे यार! <tsk> मला नाही म्हणता नाही येत आहे, होकार द्यायला पाहिजे." तर मग तुम्ही गड्ड्यात जाताय हे तुम्ही समजून घ्या.
अगदी बरो हं. नक्कीच. आणि काही-काही लोकांना सवय असते ना, असं इमोशनली ब्लॅकमेल करायची वगैरे नाही का असं. खूप असं इमोशनल गोष्टी सांगून वगैरे. हो ना.
आणि तो गड्डा कधी नाही भरणार. अरे! खूप असते, आजकाल तर जास्तच वाढलेलं आहे. तुम्ही तुम्ही बघाल एक अ, एक स्कॅम चाललेला आहे. तर महाराष्ट्रीयन फॅमिली असते, एक बाई असते त्यांच्या हातात मुलगा असतो 3 अ, 2-3 वर्षाचा. एक पुरुष असतो, त्याच्या हातामध्ये 5 वर्षाचा मुलगा असतो, बरोबर. किंवा मुलगी असते मतलब ही फॅमिली गँग असते.
हो. हां. हो.
ती तुम्हाला म्हणते, "अरे, थोडेफार पैसे द्या, आम्ही आम गावातनं निघालो होतो, पण काय झालं ना, आम्ही पैसे कमी पडले, तर गाव जात नाही येत आहे, असं नाही करता येत, तस नाही करता येत." तर मी एकदा त्यांची मदत केली होती, मी कुठेतरी बाहेर जेवायला लागलो होतो मी आणि माझी बायको आणि बाईकवर होतो आम्ही. तर माझी बायको म्हणाली, "अरे! केली पाहिजे रे मदत, थोडीफार तरी." तर म्हटलं, "चल ठीक, करून देतो." मग त्याची मदत केली आणि जेव्हा त्यांची मदत केली ना, तर मला असं वाटलं की "अरे यार! आपण चूक करतोय की नाही?" मग थोडंफार मी विचार केला आणि मी माझं असं होतं की मला ज्या दिवशी तिथे जायचं होतं ना, जिथे जेवायला, दुसऱ्या दिवशी पण तिथेच जेवायला जायचं होतं, तर मी मस्तपैकी तिथे थांबलो आणि जेवायला गेलो हां आणि मग दुसऱ्या दिवशी गेलो ना, तर मग तेच परत आले. तर मी म्हणालो, "यार, हा तर स्कॅम चाललाय." मग पटकन पोलीसला फोन केला, कंप्लेन केली त्याच्याबद्दल आणि मग त्या लोकांना त्यांना हटवून घेतलं. का की हा स्कॅम आत्ता आज सुरु आहे, की तुम्हाला समजून हो, भयंकर चाललेला आहे.
हो. हं, हं, हं. हो ना. तेच आले का परत? <chuckles> हो ना. हो ना. खूप चालतो. आणि नाही का असं
तर मग आपल्याला थोडंसं असं तैयारी करून घ्यायला पाहिजे की आपण डोळ्या बंद डोळे बंद करून कोणावर विश्वास ठेवायचा नाही आणि त्यांचं एवढं काही ठेवायचं नाही.
अगदी बरोबर. आता बघा ना जेव्हा तुमच्या ओळखीतली लोकं असतात, मित्र असतात म्हणा वगैरे घरचे, नातेवाईक असतात, कधी-कधी अशी मदत मागतात की आपल्याला जिवावर होते हो करायला. आता जर माझ्या मुलाला परदेशी जायचं शिकायला आणि मी तुमच्याकडनं 25,00,000 मागितले, तर हे असं अपेक्षा चांगली नाही ना ठेवणं. तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही नाही म्हणता, नकार देता, कधी-कधी भांडणं होतात हां, म्हणजे तुम्ही आधी एक उदाहरण दिलं होतं की भांडण होतं आणि फारच फार हो. तर मग काय कराल तुम्ही? हां.
माझ्याकडे ह्याच्यावरही उदाहरण आहे. आमच्या कुटुंबामध्ये आमच्या कुटुंबामध्ये मी आणि माझा भाऊ आहे. त तर असं म्हणू शकतो आम्ही स खूप व्यवस्थित आहे. आमचं घर आहे मोठं आणि शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अन ते असतं ना की जिसके पास घर, बंगला, गाडी हो, वो व्यवस्थित होता है तर आमच्याकडे असं तरी असं काहीतरी आहे. काकी आमच्या हां, आमच्याकडे 5 लोकं कमावणारे. दादा, बायको माझी, दादाची बायको, मी, माझे बाबा. आम्ही लोकं 5 लोकं कमावणारी कारण आमच्याकडे असतं. तर आता लोकांना वाटतं आम्ही लोकं धन्ना सेठ आहे. आमच्याकडे येतात नेमके की "अरे यार! थोडंफार पैशाची मदत करून द्या, असं करून द्या, तसं करून द्या." तर असंच एकदा झालं होतं, तर अ, माझ्या आई माझी आई याच्यामध्ये थोडी स्पष्ट आहे. ती म्हणते आमच्याकडे पैसा आहे ती आम्ही असं नाही म्हणत ती आमच्या छातीवरच बांधून घेऊन जाणार आहे आम्ही, पण माझ्या मुलांना अगर वाटतंय ना की नाही द्यायचं, तर त्या मुलांना मी प्रेशराइज तर नाही करणार की दे, दे. पैसा दे, पैसा दे, पैसा दे. आणि खूप काहीदा झालेलं आहे आमच्याकडे. लोकांना असं वाटतं की आमच्याकडे खूप, फार पैसा आहे आणि तो आम्ही देऊ शकतो लोकांना. तर आम्ही प्रयत्न करतो की नाही आम आमच्याकडे जो पैसा आहे तो थोडाच आहे आणि ते आम्ही भविष्यासाठी वाचवून ठेवतोय. तुमची खरंच गरज असेल ना तर आम्ही करू तुमची मदत, पण अगर तुमच्या मुलामध्ये किंवा तुमच्यामध्ये आम्हाला तो पोटेंशियल नाही दिसत, तर मग त्याचा काय अर्थ आहे? ताकी हां. असं नाही ना की एवढा पैसा आहे आपल्याकडे की अंबानीची मुलं आहे आपण. आपण 25,00,000 दिले आणि वापस नाही दिली त्यांनी तर आपल्याला चालेल? नाही ना, असं नाही चालू शकत. तर आपल्याला एवढा पैसा तर देता येता येत येणारच नाही आणि दिला तरी तर मग तुम्हाला आपल्या 2-3 महिन्यामध्ये पुन्हा पाहिजे. अशी परिस्थिती असते. तर पहिले आपली अ, अपना सीट बेल्ट लगालो, फिर किसी की मदत करो. तीच परिस्थिती येते.
हं. हं, हं. हां. हो, हो, हो. सुदैवानी. हां. <chuckles> हं, हं, हं. हो, हो. अजिबात. हो. अग हो ना. नाहीच. नक्कीच. हो, हो, हो. नक्कीच हो. आता बघा ना आजकाल समाजात लोकांच्या एवढ्या अपेक्षा असतात. सगळीकडे हो म्हणता येत नाही. नाही तर बऱ्याच ठिकाणी म्हणायला लागतं. नाही म्हटल्यावर असे गैरसमज होतात, वाद होतात. खूप छान बोललात तुम्ही या विषयावर. खूप छान उदाहरणं दिलीत. तुमच्या वेळेबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
धन्यवाद!